बरोबर.
तर मी त्याच व्यक्तीला घेणार ना. मग मला जेव्हा याला ट्रेनिंग द्यायची होती, तर माझं ट्रेनिंग कसं असेल डेफिनेटली कुठे ट्रेनिंग देणार मी? काय टूल्स आहेत माझ्याकडे? तर माझे टूल्स असेल Google Meet, Zoom वगैरे असेल, है ना. म्हणजे जेप जे काही आपले अ अ, टूल्स असतात, है ना, तर त्या टूल्सवर मी जाऊन त्याला टीम मीटिंगमध्ये त्याला बोलेल, की हे 1-2 घंट्यामध्ये मी त्याला सांगेल, की मला ह्या-ह्या प्रकारे पाहिजे. मग त्याप्रकारे मला करून कनेक्शन मला असे-असे पाहिजे. मला ह्या-ह्या गोष्टी पाहिजे, इन डिटेलमध्ये हे पाहिजे, मला हे नाही पाहिजे. आणि स्टार्ट याचा असा असायला पाहिजे, मिड याचा असं असायला पाहिजे, एंड याचं असं असायला पाहिजे. ह्या प्रकारे तू मला करून दे. तर मी त्याला एक दाखवलं आहे. तर मग त्याचं काम काय होणार, जसं त्याचा प्रोजेक्ट वर्क पूरा रेडी होणार. 1 दिवसात, 2 दिवसात, तो मला एक कॉपी पाठवेल, की चेक करून घे, हे बरोबर आहे का? मग तिथे काही मिस्टेक असेल, मी त्याला प्रत्येक परत पाठवेल. मग, मग एक फायनल फाइल बनवून मला देणार आणि देन दॅट्स माय वर्क बीन डन आणि मी त्याचा पेमेंट करायला मी
हं. हं. बरोबर, हां. हं. हं, हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. मग अ, मला ह्याच्यात एक क्वेशन पडला, की त्यांनी जर तुम्हाला फाइल पाठवली, तर त्याच्यामध्ये ते सेफ्टी कन्स्ट्रेंट कसा राहतो, की जर फाइल त्यांनी पाठवून दिली तर. मग समोरचा व्यक्ती घेऊनही जाऊ शकतो ना ती फाइल, विदाऊट पेमेंट. मग ते पेमेंट चॅनेल कसं हं.
सो हे <tsk> नाही-नाही. आता कसं ना नाही, नाही, नाही बघा. कसं आहे ना, की पेमेंट मी आधी करतच नाहीये ना ते, सिम्पल. आहे ना? आता इथे कसं आहे ना, की अ, बरेच असे अ, प्लॅ प्लॅटफॉर्म्स आहेत. आता ऑनलाईन जसं, की फ्रीलान्सिंग करून आहे, है ना. आणि नंतर आहे ना, बरेच आहे, म्हणजे मी एक जस्ट फ्रीलान्सिंग वगैरे सां
हं. हं. हं. बरोबर. हं.
तिथं ऑलरेडी तुमची प्रोफाइल बनलेली असते. तिथं तुमचे डिटेल्स वगैरे टाकले आहेत, आहे ना. जर मी स्कॅम करतोय, जर माझं एक एकही पेमेंट होत नाही, जर मीच टाकतोय एक वर्क, रिमोट वर्क. आणि जर मी अ, सांगितलं, की मी इतके पैसे देणार आहे. आणि माझ्या साइडनी जर पेमेंट केला नाहीये आणि एखाद्याने जर कंप्लेंट मारली ना, तर माझं पूर्ण जे अ अकाउंट आहे ना, ते डायरेक्ट आहे ना, ब्लॉक होऊन जाणार. ते संपून जाणार. मी दुसरं काम टाकूच शकत नाही आणि माझी पर्सनल जे आयडी आहे ना, तुम्हाला तुमचं आयडेंटिफिकेशन प्रूफ तिथं टाकावं लागतं. मग त्या साइटवरून तुम्हाला पर्सनली मेल येणार, नोटीस येणार, की दि दिस-दिस टाईप ऑफ, अकॉर्डिंग टू दिस-दिस सेक्शन, यू हॅव बीन डन द दिस फ्रॉड. म्हणजे हां, हां तुम्ही फ्रॉड केलाय आणि हां, तुमची आयडेंटिटी कार्डवरती तुम्हाला नोटीस पाठवतो.
बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. असं. हां, हं. बरोबर. हां. बरोबर. हां. हं. बरोबर. हं, बरोबर.
सो इथं फेकण्याचा चान्स थोडासा कमी आहे. द त्यासाठीच ते लोकं आयडी व्हेरिफाय वगैरे करून घेतात.
हं, हं.

बरोबर हां ती वन ऑन वन मेंटोरिंगमध्ये फरक असतो आणि हे व्हर्चुअल मेंटोरिंगमध्ये फरकच असतो. अ, तर तुम्ही ज जसं सुरुवातीला मेंटर करत होते तुमच्या मेंटीला तर तेव्हा तुम्ही त्याच्यासोबतची जी भेट होती ती कशी सेट करायचे आणि त्याच्यामध्ये तुमचे एक्स्पेक्टेशन्स काय राहायचे किंवा तुमची कम्युनिकेशनची फ्रिक्वेन्सी, कॉन्फिडेन्शियलिटी या सगळ्या क गोष्टी कशा ठरवायचे तुम्ही, या सगळ्या गोष्टी?
हं, हं, हं. हं. हं, हं. हं. बघा कसं आहे ना की जेव्हा आपण एक मेंटरशिप करतो म्हणजे की मी त्याचा गुरुच झालोय ना एखादी गोष्ट त्याला सांगतो माझ्या मेंटीला. तर सगळ्यात आधी काय असतं ना की अ, जर मी जॉब वगैरेचं जर बघितलं किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जर मी एखाद्याला हे करतोय, तर कसं आहे की एक स्टार्टिंग पिरियड असतो जॉबमध्ये त्याला आम्ही बोलतो हनीमून पिरियड प्रत्येक जॉबमध्ये. तर ट्रेनिंग पार्ट आहे त्याचा. तर ट्रेनिंग पार्ट सर्वात महत्वाचा पार्ट आहे. कारण की तिथेच मेंटीला आहे ना आपल्याला शिकवणं त्या काळामध्ये आपल्याला इझिली जज करू शकतो, की बाबा हा किती पुढे जातो आणि किती नाही. कारण की बरेचशे मेंटीज. असतात आपल्यासोबत जेव्हा एक एक मेंटर. जेव्हा एक अ, रिमोट जॉबमध्ये जेव्हा एका व्यक्तीला नाही शिकवत तेव्हा बरेचसे लोकं ऑनलाईन असतात आणि ते ऑनलाईन प्रेझेंटेशन जेव्हा आपण देतो. पण त्यामध्ये आपल्याला ना समजून येतं ना, की समोरचा जो आपला मेंटी आहे तो किती सक्षम आहे. कारण की एफोर्ट्स मॅटर करतात. त्याला बघा कसं आहे, की ते एफोर्ट्स कसे दिसू शकतात. तर एखादा व्यक्ती आपल्याला सतत मेसेज करतोय, की मला नाही समजत आहे. एखादा व्यक्ती आपल्याला बोलतोय, की "मला तुम्ही काहीतरी गाईडन्स पाठवा कंपनीचे काय-काय रुल्स असतील, कसं काय करता येईल मला तुम्ही मला गाईड करू शकतात का?" तर काही लोकं कसं असतात काम दिलं, जसं दिलं तसं करायचा प्रयत्न करतात. पण काही लोकं जे जेन्युइन असतात. है ना? तर मग ते मेंटरला विचारतात, की बाबा मला तुम्ही काहीतरी सजेशन देऊ शकतात का? मग आपल्याला आहे ना त्यामध्ये थोडं बायफरकेशन करायला थोडं ईझी होतं, की एवढ्या आपल्या आता जे टीम असेल सपोज माझी एक 10 लोकांची टीम तर त्याच्यामध्ये माझ्या मेंटरशिपमध्ये किती लोकं जेन्युइन आहेत, किती लोकं वरवरचे काम करतात. तर ते बघणंही गरजेचं असतं. वन अँड वनमध्ये जसं आपण बघतो व्हर्चुअलमध्ये पण ह्या गोष्टी थोड्या करतात. तर ह्या प्रकारे मग जो सीरियस असो की नसो तर मग आपल्याला सीरियसवाला कसा काम करतोय तो पण एक पार्ट समजतो. जो नाही आहे सीरियस त्याच्यावर एफर्ट जास्त घ्यावे लागतात मग, मग त्याला समजावावं लागतं की बाबा हे कर मग त्याला तुला काही ट्रेनिंग प्रोसेस असेल, पर्सनल ट्रेनिंग असेल, तर पर्सनल ट्रेनिंग वगैरे द्यावी लागेल. त्याला प्रोजेक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन द्यावी लागेल तर ह्या हे प्रकार होतात.
हं. बरोबर, हो. हं. हं. बरोबर. हं. बरोबर, हां. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हो. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हो. हं. बरोबर. हं. बरोबर. बरोबर. हां. हं. बरोबर.